कधी-कधी असं होतं जीवनात की आपण एवढे जास्त व्यस्त असतो, कामामुळे किंवा काही ना काहीतरी कधी दुःख आलेला असतो आयुष्यात, की ज्याच्यातून बाहेर पडणं एवढं मुश्किल होतं, एवढं कठीण वाटतं, की प्रेरणा भेटणं म्हणजे एक असं काम वाटतं. असं वाटतं की कुठे भेटणार प्रेरणा? आणि कशी, कशी मिळणार प्रेरणा मला ह्याच्यातून बाहेर येण्यासाठी? आणि जसं पहिले मी म्हटले कामात व्यस्त असल्यामुळे घरचे काम, बाहेरचे काम, इतर दुसरे कामं करणं, जबाबदाऱ्या पूर्ण करणं, त्याच्यामध्ये व्यस्त राहिल्यामुळे कुठे ना कुठेतरी आपण हरवून जातो. तर अशा वेळेस ना स्वतःला प्रेरणा घेणं, मनी भेटणं ह्याच्यासाठी तुम्हाला मुख्यतः कुठून मिळते? कुठून तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करता? थोडं सोप्या शब्दात तुम्ही सांगणार का?
हं हं. हं. हं. नक्कीच अ, मी असं सांगेल ना की प्रेरणा मला छोट्या-छोट्या गोष्टींमधूनच मिळते.
हां.
असं काही अ, म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टी म्हणजे कसं आहे ना, की आपल्या अवती-भोवतीच इतके लोकं आहेत आणि अ, जर आपण त्यांना एकदम प्रॉपर बघितलं तर मग आपल्याला नेहमी ते खूप काही शिकवून जातं. तर मी असे भरपूर लोकांना नेहमी बघत असतो आणि अ, त्यांची जी जिद्द असते आणि ते म्हणजे त्यांचं काम काहीही असतं. पण अ, ज्या ज्या माइंडसेटनी ते करतात आणि ज्या प्रकारे ते एन्जॉय करतात त्या गोष्टीला किंवा त्या गोष्टीमध्ये काहीतरी नवीन गोष्ट शोधतात तर मग तशा लोकांना जेव्हा मी भेटतो किंवा बघतो तर मला त्यांच्याकडून खूप प्रेरणा मिळते.
हं. हां. हो. हं. तर मला ह्यात तुम्ही सांगा, की तुमच्याकडे ना जेव्हा प्रेरणा येते, ती सर्वात जास्त कुठून येते? आणि एखादा असा नजरेसमोरचा क्षण असा सांगू शकता का की अशा वेळेस मला प्रेरणा भेटली?
हं, हं. हं, हं. हं, हं. अ, मी म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं ना, की असं मला छोट्या-छोट्या गोष्टींमधूनच अ, मुख्यतः बट मी स्टार्टच असं करेल ना, की जसं की माझ्या बिल्डिंगच्या इथे जो वॉचमन आहे
हं.
मी त्याला म्हणजे मी आयुष्यामध्ये भरपूर वॉचमॅन्स बघितले, पण त्याच्यासारखा आजपर्यंत कधी बघितला नाही आणि अ, काय असेल हो त्याची हां.
हो. बरोबर. काय आहे त्याच्यात असं वेगळं, की तुम्हाला त्याच्यातून प्रेरणा भेटते? हां.
हां, तर मी तेच तुम्हाला सांगितलं ,की अ, त्याची सॅलरी मी कधी विचार करतो ना, असं की काय सॅलरी असेल याला? जास्तीत जास्त ₹10- ₹15000 जास्तीत जास्त ₹20000 असेल. आज मी ऑफिसमध्ये जॉब करतो आहे आणि कम्पॅरिटीवली एज्युकेशन वगैरे सगळ्या गोष्टीला जर कंपेअर करतो तर त्याच्या त्याच्या कम्पॅरिझनमध्ये खूप हे आहे मी म्हणजे खूप वरती आहे आणि सॅलरीमध्येही वरती आहे. पण मी त्याला जेव्हाही बघतो बघतो त्याच्या चेहऱ्यावर कधीही आहे ना, असं सॅडनेस वगैरे काही नसतं. तो प्रत्येक व्यक्तीशी आहे ना इतकं "अरे! कसे आहेत तुम्ही? हां, आता त आता तुमचा दिवस बघा खूप छान! जाणार हा," मलाच नाही प्रत्येक व्यक्तीला तो तसंच बोलतो.
हं. हां. हो. हं. हं. हो. हं. अरे वाह! हां.
आणि जो कोणी आला, लहान मुलं आले, तर त्यांच्यासाठी आहे ना तू त्यांनी चॉकलेट्स ठेवले, असे छोटे-छोटे एक्लेयर्स वगैरे. गेटमध्ये जर कोणी एंटर करतं ना, लहान मुलगा जर आला ना, तर त्यांना चॉकलेट्स आणि अ, कुत्रे ही डॉग्स वगैरे असतात ना सोसायटीजमध्ये आहे, तर खूप आहेत फॅमिली, जे त्यांना जेवण वगैरे देतात.
अरे वाह! अरे वाह! हं. हो.
तर जर ते डॉगचं जेवण इथं तिथे झालं, तर तो त्याच्या हातानी उचलतो ते खालती सांडलेलं आणि तो परत ते तिथे टाकतो. तर आणि तो इतका एन्जॉय करतोय ह्या सगळ्या गोष्टीला. त्यांना थोडंही लाज जे असते ना, एक आपण, कोणी-कोणी लोकांना असं वाटतं ना
अरे! काय म्हणता? हां. हो किंवा एका प्रकारचा अहंकार किंवा अरे, मी हे नाही करणार. असं काहीच नाही, जसं तुम्ही जसं म्हणत आहात, की त्याच्या मनात असं कुठलाच, म्हणजे असं द्वेष नाही. की अरे, हे रस्त्यावरती आहे, मी नाही उचलणार, का हे एखाद्या डॉगनी म केलेला आहे, मी नाही उचलणार किंवा एखाद्या प्रकारचा अहंकार, असा नाहीच त्याच्यात. तुम्ही जसं म्हणण्याचा प्रयत्न करत आहात. त्यामुळे तुम्हाला प्रेरणा त्याच्यातून भेटते, किती छान प्रकारे तुम्ही हे सांगितलं. माझं मन पण किती आनंदित झालं, तुम्ही हे उदाहरण दिलं, की प्रेरणा ही तुम्हाला, म्हणजे तुमच्या नजरेने फक्त पैशाशीच जोडलेली नाही आहे, पण व्यक्तीशी जोडलेली आहे आणि एखादा व्यक्ती आणि एखादी गोष्ट, तुम्हाला कशी प्रेरणा देऊ शकते. तर ह्यात मला तुम्ही सांगा, आता तुम्ही हे व्यक्तीबद्दल तर तुम्ही सांगितलं. पण असं तुमच्या आयुष्यात कधी असं झालं का? की एखादं पुस्तक किंवा एखादं गीत किंवा निसर्ग किंवा चित्रपट किंवा एखादा छंद आणि कधी-कधी तर असे अनुभव पण भेटतात आपल्याला, की ज्याच्या तून आपल्याला एवढी प्रेरणा भेटते, की म्हणजे जसं एका नजरेने ना आपला दृष्टिकोनच बदलतो. तर असं कधी झालं आहे का तुमच्या बरोबर? आणि झालं असेल तर थोडं सांगणार का? की कुठली पुस्तक, कुठलं गीत किंवा कुठलं चित्रपट किंवा एखादं निस नैसर्गिक स्थळ किंवा असा कुठला अनुभव जे आहे ज्याने तुम्हाला एवढं छान वाटलं की मन तुमचं एकदम तृप्त झालं.
ठिक असं. हं, हं. हं, हं. नक्की. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं, हं, हं, हं, हं. हं, हं, हं. हं, हं. अ, नक्कीच ना अ, अ, मी एक आर्टिस्ट आहे आणि अ, जेव्हा मी माझा आर्ट फॉर्म स्टार्ट पण केला होता, तर तेव्हा असं झालं होतं ना की अ, मी जे ज्या कलाकृती वगैरे ज्या गोष्टी काही करत होतात तर ते माझे मेंटर होते. ते मला नेहमी सांगायचे की "जेव्हाही तुला एक अ, जेव्हा तू एक आर्टिस्ट म्हणून आहे तर तुला आहे ना असं बुक वगैरे वाचणं खूप गरजेचं आहे जेणेकरून तुला थोडं आहे ना नॉलेज वगैरे वाढेल, एखाद्या व्यक्तीसोबत बोलताना तुला आहे ना विषय असतील, तुझ्याकडे शब्द असतील."
हां. हां. हां. हम्म.
माझ्या आयुष्यामध्ये कधी पुस्तकांशी माझं काही रिलेशनच नव्हतं. मी स्कूल, कॉलेजमध्ये काही इतकं काही अ, म्हणजे ब्रिलियंट नव्हतो, एव्हरेज स्टुडंट होतो. मला पुस्तकं कधीच आवडायची नाही. तर मग माझ्या कला क्षेत्रामध्ये आहे ना मला त्या गोष्टीची गरजही होती की मी माझं वाचन असायला पाहिजे. तर मग त्यांनी माझ्या अ, मला पहिलं जे बुक सजेस्ट केलेलं ते सुहास शिरवाडकरांचं होतं आणि अ, त्यांनी मला हे सांगितलेलं की "बघ तू जे मी तुला पहिलं बुक देतोय तुझ्या आयुष्यातलं वाचायला. तर मी तुला एक ऑटोबायोग्राफी देत नाहीये, तुला मायथॉलॉजी देत नाहीये, मी तुला हिस्ट्री वगैरे देत नाहीये. जस्ट की एक सिंपल बुक देतोय, तू एका लव्ह स्टोरीवरून स्टार्ट कर वाचायला जेणेकरून तुला थोडा इन्स इंटरेस्ट वगैरे येऊ शकतो. तर त्या पुस्तकाचं नाव आहे दास्तांत.
हो. हम्म. हां. हां, बरं. बरं. हां, काय होतं त्या पुस्तकात असं की जेणेकरून तुम्हाला प्रेरणा भेटली त्याच्यातून? असं काय होतं? सारांश थोडा?
आणि ना, नाही-नाही. प्रेरणा भेटली म्हणजे अ, कसं झालं आहे ना, मी तुम्हाला सांगेल की अ, कधीच बुक वाचलं नाही आणि अचानक 1 बुक आलं आपल्या हातामध्ये आणि मग त्यानंतर ती लव स्टोरी होती आणि एक्चुअली जे एक असतं ना की रा रायटरची कला असते ती, ते शब्द कसे मांडतोय. एखाद्या आर्टिस्टला तो कसं अ, हे करतोय, ड्रॉ करतोय, त्याच्या शब्दांमध्ये. तर ते एकंदरीत मला इतकं छान वाटलेलं, ते बुक इतकं सुंदर बुक होतं, त्याचं लिखाण इतकं सुंदर होतं की मी इतकं एक्साइटेड झालेलो, ते स्टोरी वाचून की अरे! आता काय होतंय? आता काय होतं? आणि मग त्यानंतर ते कधी बुक संपलं मला समजलच नाही. त्या 1 बुक नंतर मग 2रं बुक 3रं बुक मग कधी अ, जसं लव स्टोरी स्टार्ट केलेली आहे, मग कधी हिस्ट्री, कधी मायथॉलॉजी आणि मग त्यानंतर ऑटोबायोग्राफी, असे किती तरी बुक्स असे मला आले. तर मग हे जे प्रेरणा मला दिली होती त्या 1 बुकनी, अ, ते माझ्या सरांनी जे मला सजेस्ट केलं आणि मला कधी छंद लागला, रीडिंगचा, हे मला कळालं देखील नाही. तर कसं असतं ना की 1 छोटीशी गोष्ट असते जे तुम्ही स्टार्ट करतात आणि त्या गोष्टींनी तुम्ही इतकं प्रभावित होता की तुमच्या लाईफमध्ये चेंज होतो. तर ते रीडिंगचा डेफिनिटली रीडिंगनी तुमच्या लाईफमध्ये चेंज येतो. असं माझं मत आहे.
हां. हम्म. हां. अरे वाह! हां. हो. हो. नक्की. अरे वाह! किती छान प्रकारे, म्हणजे तुम्ही तुमचा जो अनुभव आहे, पहिले कधी पुस्तक वाचलं नव्हतं, कधी काय खास इंटरेस्ट नव्हता, पण नंतर जेव्हा तुम्हाला भेट ती पुस्तक दिल्यानंतर तुमचा, म्हणजे तुम्हाला एवढी प्रेरणा भेटली आणि त्या पुस्तकातून पण आणि त्याच्यानंतर तुम्ही अजून पुस्तकं त्यांचे वाचले. किती छान! वाह! मग जेव्हा ना, कधी बघा, प्रेरणा जेव्हा कमी होते, असं कधी झालं आहे का तुमच्याबरोबर, की जेव्हा प्रेरणा कमी झाली? तेव्हा तुम्ही काय करता हो? म्हणजे प्रेरणाला परत आणण्यासाठी, एखादी छोटी सवय अशी करता का? किंवा एखादं असं रुटीन आहे का तुमचा? की ज्यामुळे ना तुम्हाला परत ऊर्जा येते.
हो ना. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं, अ का, की अ, मी बघा असं माझं तरी मत आहे, की आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट एकदम चॉकलेटसारखी गोड नसते. कधीतरी आहे ना, आपल्याला थोडं अप एंड डाउन्स वगैरे येतात. जरी आपण एक हं. खूप काही गोष्टी करत असतो, तर डेफिनेटली माझ्यासोबत पण असं होतं, की अप कधीतरी लो वाटतं, कधीतरी असं वाटतं, की "नाही यार, आज असं ठीक नाही वाटतं आहे, डल फील्स येतं." तर तेव्हा मला स्वतःला प्रेरणा देण्यासाठी आहे ना, बरेच लोकं आहे, माझे मित्र आहेत. तर मग त्यांच्यासोबत मला असं वाटतं, की त्यांच्यासोबत कुठेतरी मला संगीत ऐकायला आवडतं आणि मग त्यांच्यासोबत कुठेतरी आम्ही जातो, असं कुठेतरी अ, असं मेहफ़िल वगैरे असतं आणि खूप साऱ्या आम्हाला जागा माहीत आहे जिथं गझल्स वगैरे असतात. तर मग तिथं आहे ना, ते लोकं येतात आणि मित्र असतो मैफिल जमा होते आमची आणि मग ते गझल त्यांनी क्लासिकल सिंगिंग कुठेतरी ऐकली ना, तर मग ते मग म्यूझिक हील्स असं बोलतात. अ, तुम्हाला ते हील करत असतं म्यूझिक. अ, जसं की तुम्ही मेडिटेशन करतात, एक सॉफ्ट मेलोडी लावतात, तुम्ही पार्टीला असता तर तुम्हाला एक र हे वेस्टर्न सॉन्ग लागतं. तर डिपेंड करताना तसं, सो मला हे कधी लो फील झालं, तर माझ्यासाठी ते माझे मित्र असतात आणि ते बऱ्याच एक्टिव्हिटी करतात. मग काय करतात ते, तर मग ते मला गाडीमध्ये त्यांच्या घेऊन जातील, मग एखाद्या छान रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवण करू, जिथं एक है ना म्युजिकल परफॉर्मन्स वगैरे असतील. तर माझे मित्रच मला आहे ना, ते एन्करेजमेंट तेच मला प्रेरणा देतात, की या लाईफमध्ये अप एंड डाउन्स येतात, ते समजवतात. आणि एखादा जवळचा व्यक्ती जेव्हा आपल्याला समजते, की मी लो फील करतोय आणि तो माझ्यासाठी इतके एफोर्ट्स घेतोय. तर इव्हन त्याचे एफोर्ट्स पण मॅटर करतात ना आपल्याला, की नाहीतर याला काय गरज आहे? हं. मग तसं ही एक असतं. हं.
हां. हं. बरोबर. अरे वाह! हां. अरे वाह! काय म्हणता?! हां. हं. हो. हां. हं. हो. हं. करतात, खूप करतात. हो ना. अगदी बरोबर बोलले, म्हणजे किती क्वचितच असं होते की समोरचा व्यक्ती किती एफर्ट घेत आहे तुमच्यासाठी. मला एवढं छान वाटलं ना, तुम्ही ते शेवटची गोष्ट बोलले, की समोरच्याचा एफर्टचा पण आपल्याला रिस्पेक्ट करणं किती म्हणजे गरजेचा आहे नाहीतर त्याला काय गरज आहे ना करण्याची? तो कशाला करत आहे? पण तो प्रेम करतो, तो मित्र आहे तर अ, जसं मैत्रीत जे प्रेम जसं तुम्ही म्हटले ते वेगळंच आणि त्यामुळे तुम्हाला प्रेरणा देतात, तुमचे मित्र तुम्हाला आणि तुमचा मूड चांगला अ, करण्यासाठी तुम्हाला मदत करतात. तर ह्यात ना तुम्ही श्रोत्यांसाठी, तुम्ही असे 2-3 सोपे काय उपाय तुम्ही सांगणार, जे घरातून लोकं करू शकतात? किंवा कामातून करू शकतात? किंवा ना निर्णयाच्या वेळेस ना, असे लगेच ते उपयोगात येतील की त्यांना प्रेरणा त्यांची कमी झाली आहे किंवा प्रेरणा टिकवून ठेवण्यासाठी असे 2-3 सोपे उपाय काय सांगणार बरं तुम्ही श्रोत्यांना?
हं, हं. हं, हं. एक्झॅक्ट. हं. हं, हं. हं. हं. हं. अ, मी अ, साधारण असंच सांगू शकतो की बघा काय आहे ना, एकच आयुष्य आहे आपल्याकडे आणि त्यामध्ये पण तुम्ही अ, जर तुम्ही रडतच जर, तुम्ही आयुष्य काढताय तर त्याला काही अर्थ नाही. सोप्या गोष्टी अशा आहेत की आहे ना, जे तुम्हाला वाटतं ते करा. म्हणजे जर तुम्हाला असं फील होतंय की आज मला सिंगिंग मला वर्कआउट चालू करायचंय तर मग तुम्ही त्या मंडेचा वेट करू नका क कारण की मंडे कधी येणार नाही. तर मग तो तुमचा वर्कआउट असेल, तुमचा डान्स फॉर्म असेल, तुमचं तुमचं जर मनामध्ये होतं की मला एक अ, सिंगर बनायचं आहे, तर मग तुम्ही तुमचं एज आज फोर्टी असो, फोर्टी फाइव्ह असो, जस्ट डू इट. स्टार्ट करा त्या गोष्टीला. आणि कोणी जर तुम्हाला प्रेरणा देत नाहीये ना, तर मग स्वतःच तुम्ही ते प्रेरणा घ्या, तुम्ही प्रयत्न करा, एक पाऊल उचला तुम्ही. मग तुमच्या प्रत्येक गोष्टीसाठी ते तुम्हाला उपयोगी होणार आहे. नाहीच होतंय तर मग तशा मित्रांना भेटा तुम्ही. गाणी ऐका, थोडं बाहेर जा, थोडं स्वतःलाही टाईम द्या किंवा फॅमिलीला टाईम. ज्या गोष्टीकडून तुम्हाला ज्या ज्या गोष्टी तुम्हाला छान वाटतात, ज्याही काही असू शकतात, फॅमिली सोबत तर फॅमिली सोबत, एकटं, एकटं नाहीतर मित्रासोबत, मित्रासोबत ह्या सगळ्या गोष्टी करून बघा. जिथं तुम्हाला चांगलं वाटतंय ना, मग त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्वमेंट वाढवा. जेणेकरून मग तुम तुम्हाला काही प्रेरणा मिळेल त्या गोष्टीतून आणि मग एक तुम्ही तिथून काहीतरी एक फ्रेश स्टार्ट करू शकता. तर रायटिंग करायची आहे, रायटिंग करा ल काही थॉट आल्या लिहून लिहूही शकतात. तर अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत जे करू.
हो. हो. बरोबर. बरोबर. हां. हं. हां. हो. हम्म. हां. हो. अरे वाह! किती छान प्रकारे तुम्ही तुमच्या मनातल्या गोष्टी सांगितल्या, मला इतकं छान वाटत आहे एका प्रकारे गर्व वाटत आहे, की तुम्ही कसं ह्या गोष्टीला सांभाळता आणि कसं तुम्ही म्हणजे शेअर केला ह्या गोष्टी तर याची मी खूप आभारी आहे आणि माझी आशा आहे, की आपण परत नक्कीच भेटूया, तुम्हाला खूप धन्यवाद.
हं, हं. हं, हं. अ, खरंच तुमचेही खूप आभार की तुम्ही मल माझं ऐकून घेतलं आणि खरंच खूप-खूप धन्यवाद.